आणि
तर मला ना, ह्यावेळेस तुम्ही मला जेव्हा बघा ना, आता तुम्ही स्ट्रीट फूडबद्दल एवढं सांगितलं, तुम्ही वडापावबद्दल बोलले, तर तशा वेळेस ना, मला समोस्याची आठवण आली, की कसं म्हणजे एकदम समोस्यासाठी लाईन लागायची. आणि शाळेत असताना पण कसं रिसेसमध्ये समोसा घ्यायचाय ₹2चा, त्यासाठी किती लाईन लागायची आणि एवढे म्हणजे मजेशीर समोसे खायचे आम्ही. एवढं छान वाटायचं आणि तो खालचा जो कुरुमकुरुम भाग असतो तो तर एकदम शेवटी मी त्याला वाचून ठेवायची, की जेणेकरून सगळं पहिले बटाटा आणि तो समोसा पहिले खाऊन घ्यायचा आणि तो खालचा जो कुरुम, कुरुम भाग आहे, तो नंतर खायचा एकदम मस्त क्रंची भाग जो असतो. तर अशा वेळेस ना मला तुम्ही सांगा, की जेव्हा तुम्ही स्ट्रीट फूड जेव्हा तुम्ही म्हणजे चाखता तुम्ही, जेव्हा तुम्ही बाहेर खाता किंवा तुम्ही कधी घरी बनवण्याचा प्रयत्न करता? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय लक्षात येते. म्हणजे तुम्हाला त्याचा स्वाद आवडतो, त्या ठराविक स्ट्रीट फूडचा का वास अ, जो असतो ना, की जो एकदम तुम्हाला तिकडे प्रेरित करतो आणि तुम्ही एकदम तिकडे ओढल्या जाता, का म्हणजे त्याचा ना किंवा कधी-कधी ते कसं एखाद्या प्रकारचा जो टेक्स्चर असतो ना, की ते म्हणजे जसं आपण म्हंटलो ना, एखादा क्रंची असतो. तर कसं त्याचा टेक्स्चर आवडतो. तर अ, ह्या गोष्टी तुम्हाला कुठल्या अशा आहेत का? हो.
हो, हो, हो. हो, हो. आई ग! हो, हो. वाह, वाह! हं, हं. बरोबर. हो, हो. तुम्ही, तुम्ही काय छान सांगितलंत हो, ते समोसाचा क्रंच खरंच मला असं वाटलं, की तुम्ही आत्ताच खाताय की काय आणि खरंच म्हणजे मी सुद्धा लहानपणी हेच करायचे. त्या सामोस्याचा शेवटचा जो भाग आहे तो अगदी मस्त मैदाचा कुरकुरीत आणि त्याची इतकी छान चव लागते आणि ना, असे बरेचसे पदार्थ आहेत मी तुम्हाला सांगेन, की जसं पाणीपुरी आपण खातो आणि खाल्ल्यानंतर आपण थांबतो. कारण की ती शेवटची जी सुकापुरी आहे ना, ती त्याच्यावर अगदी जीव असतो माझा, की काहीही झालं ना तरी ती सुकापुरी खायचीच खायची. आणि
हो. हो ना. हो ना. हो.